अशी कधी-कधी आठवण असते बघा, एखादा स्वाद असेल, एखादी चव असेल किंवा एखादा सुगंध असेल अन्नाचा, की जो आपल्याला सरळ एखाद्या आठवणीकडे घेऊन जातं. अशी तुमची कुठली आठवण आहे का?
हो. <chuckles> हो ना, म्हणजे अशा खूपच आठवणी आहेत. म्हणजे लहानपणापासूनच आहे ना, अ, माझं असं होतं, की लहानपणी मी एवढं असं जेवणाकडं वगैरे कधी असं, नाही का म्हणजे ट चवीने वगैरे खात नव्हतो. म्हणजे मी खायचो, पण अ, जसं एखादा मुलगा असतो ना, लहान मुलं वगैरे, की ज्यांना असं काही जेवणामध्ये एवढं घरचे खायला घालतील तेवढं किंवा असं फार आवडीचं वगैरे काही असं नसायचं. पण नंतर-नंतर काय व्हायला लागलं ना, की मला जेवणातल्या चवी कळायला लागल्या, किंवा मग अ म कळायला लागलं की बाबा, कोणतं अन्न छान लागतं, किंवा काय छान लागतं. तर मग मला, म्हणजे ते आवडायला लागलं. म्हणजे कधी-कधी तर मला आठवतं, असं व्हायचं, की मला असं वाटायचं की मी जेवणच करत राहावं, संपूच नाही. <chuckles> तर असं देखील व्हायचं.
ओके. हं, हं. अच्छा! अरे! एवढं? म्हणजे एवढे शौकीन झाल्यात. म्हणजे तुम्ही असं म्हणता, की लहानपणी तुम्ही एवढं खात वगैरे नव्हता म्हणजे असं बाहेरचं पण नाही असं चॉकलेट वगैरे पण नाही?
हां, म्हणजे हां. हां, ते खायचं ना म्हणजे त्याला ते चॉकलेट वगैरे खाणं म्हणजे कसं न ते हां, जेवणातलं किंवा घरच्या जेवणातलं जे आहे ना, तर ते एवढं असं चवीने खात नव्हतो. म्हणजे ते वरचं जे होतं, तर त्याला काय असं, म्हणजे आपण जेवण म्हणून नाही पकडू शकत ना किंवा त्याच्यामध्ये काय असं फीलिंग नसतात एवढं असं.
अच्छा, म्हणजे जेवणातलं एवढा हे नव्हतं? हां, हां. <chuckles> बरोबर, बरोबर. अच्छा. ओके. मग जेव्हा तुम्ही एकदम खायला लागलात, म्हणजे तुम्ही म्हणालात की थांबूच नये, म्हणजे असं काय झालं एकदम बदल की एकदम घरच्या अन्नाची तुम्हाला ओढ झाली?
हां. नाही. <chuckles> अं, काय व्हायचं ना, माझं जे अ, अपब्रिंगिंग जे आहे ना, ते कुठेतरी कारणीभूत असावं, असं मला वाटतं. कारण अ, मी 4थी पासून आहे ना, म्हणजे आई-वडील दोघंही माझे जॉबला असायचे तर 4थी पासून आई वडील तर कामानिमित्त नसायचे घरी. अ, तर मग आई आणि आम्ही राहायचो. आई मी आणि अ, दोघं असायचो सुरुवातीला तरी. मग आई कामाला जायची सकाळी 7:00 ला आणि मला जी शाळा 12:00 ला असायची, तर मग मला 7:00-12:00 एकटाच राहायचो मी. तर मग ती काहीतरी मला
अच्छा. हां. ओह!
थोडाफार बनवायची आणि सांगायची तू डब्बा घेऊन जा वगैरे. तर मग मला त्यावेळेला हाल व्हायचे ना माझे आणि मग संध्याकाळीच डायरेक्ट मी घरी यायचो. तर आमची भेट डायरेक्ट अ, 7:00 टू 7:00 नंतर
हां, हां. मग डब्बा तुम्ही बनवायचा?
म्हणजे बनवलेलं असायचं फक्त डब्यात भरून घेऊन जायचं असं.
अच्छा, अच्छा हां, हां, अच्छा.
पण मग ते काय आता आई किती बनवणार ना, सकाळी तिला 7 नंतर पावणेसातला वगैरे घरातून निघावं लागायचं, काहीतरी चपाती एखादी सुक्की भाजी अशी बनवायची आणि मग ते मी घेऊन जायचो. पण मला असं कुठेतरी नाही का असं म्हणजे आवडही नव्हती म्हणा, पण मग ती अपब्रिंगिंग मुळं मग काय झालं ना, की मला थोडंसं जेवणाला जसे बाकीचे मुलं वगैरे आणतात छान-छान तर तसं कधी एवढं जमायचं नाही घरच्यांना. कारण त्यांचा नाईलाज होता आणि दुसरं गोष्ट मग काय झाली ना, की मग मला वरचं खायला म्हणजे कारण घरच्यांकडं जरी वेळ नसला तरी, पैसे असायचे मग ते मला द्यायचे, की "तू तुला आवडतं ते खा नाष्ट्यामध्ये" किंवा मी बिस्किट पुडे घ्यायचो. कुठं काही फळं वगैरे, पेरू वगैरे शाळेच्या बाहेर असायचे ते घ्यायचं आणि तसं चालू होतं माझं. मग नंतर काय झालं ना, की वडिलांची बदली परत झाली आणि मग ते यायचे, मग ते 8 वाजता वगैरे जायचे. मग ते सकाळी-सकाळी ना, स्वयंपाक वगैरे आई चपात्या करायची आणि मग वडील भाजी किंवा असं थोडंसं भात वगैरे करून मग आम्ही खाऊनच जायचे ते म्हणजे तर ती सवय लागली सकाळी खाण्याची लवकर आणि मग हां, मला
बरोबर, बरोबर. हां, हां. हां, हां. अच्छा. अरे वाह! मस्त. मग हे कितवीपासून बोललात तुम्ही? 4थी पासून.
ते नाही. हे, 7वी पासून. वडील मला वाटतं 6वी किंवा 7वी ला हं, 6वी ला आले होते ते. हो, हो.
7वी पासून? अच्छा हां. ओके, अच्छा, अच्छा.
मग तेव्हा ते मला नाही का आवडायला लागलं पण वडिलांचं काय असायचं ना, वडील असते शेवटी त्यांना थोडी काय एवढं स्वयंपाक जमणार आहे? तर ते करायचे म्हणजे ते टास्क पूर्ण करायचे पण म्हणजे त्याच्यामध्ये एवढं हे नव्हतं आणि मग, अ, मग मी बाहेर गेलो हं.
हां, हां. हं. <laughs> पण, तरी पण, तुम्हाला एक अ, वाटत असेल ना, म्हणजे काहीच नसण्यापेक्षा थोडं जे काही आहे ते पण छान वाटत असेल आणि की त्यांचा साथ पण वाटत असेल. थोडंसं आधीपेक्षा चवीला वाटत असेल?
हां, हां. आह <chuckles> अ, नाही एक्चुअली. काय व्हायचं ना, ते वडिलांना आमची एक अजून पण सवय आहे. ते काय करतात ना, कशात पण मिक्स आणि मॅच करतात. तर ते, म्हणजे आता मसाले भातामध्ये तुम्ही इमॅजिन करू शकता की बोरं टाकल कोण? तर ते टाकायचे, असं काही <laughs> टाकायचं तर त्यांना वेगवेगळे प्रयोग करावं ला आवडायचं आणि ते आम्हाला प्रयोग सहन करावं लागायचे. मग ते थोडंसं मग कुठं बाहेर वगैरे जेवायला गेलं ना, तर मग असं वाटायचं खातच राहावं हे, कारण मग तोपर्यंत जरा थोडे हाल झालेले असायचे ना, आणि मग अ, मग आज्जीकडं कधी जाणं व्हायचं. तर आजी आमच्या घरापासून एक 20-25 किलोमीटरवरती एक छोटं गाव होतं, तिथं राहायची. तर आधी मला आजीचं वगैरे आवडायचं नाही पण नंतर तिथं गेल्यावरती मग सुट्टीला वगैरे जायचो किंवा असं कधी नाताळची सुट्टी आली किंवा दिवाळीची सुट्टी आली, तर आज्जीकडं जाणं व्हायचं. मग त्यावेळेला आजी जरा बनवायची नाही का. मग तिचं मला म्हणजे तोपर्यंत कधी चपाती किंवा भाकरी असं आवडायचं नाही. पण तिथं गेल्यावरती मला आवडायला लागलं ते, मग मला ते भाजीच्या चव कळायला लागले हं, <chuckles> हो ना, हो. हो ना, तसं झालं.
आह! अरे बाप रे! <laughs> ओ हां. अच्छा. म्हणजे बाबांच्या हाल मुळे बाकीचे चव जास्त अ, आवडायला लागले? <laughs> मग काय केलं मग आजीचं काय झालं? आजी काय-काय करायची तुमच्या साठी?
मग आज आज्जी मग ती काय असं अ, काय करायचं तिचं मेन जे आहे ना ते ते भाकरी आणि अ, भाजी वगैरे ती हटलं हटवलेली भाजी असते बघा, पालकाची किंवा अं, आंबट चुका, शेपू चुका किंवा अं, ती वेगवेगळे मटकी वगैरे असे म्हणजे कडधान्य वगैरे, जे ग्रामीण भागात करतात ना, तशा प्रकारचं करायची किंवा कधी-कधी खिचडी भात करायची, म्हणजे तुरीची डाळ तांदूळ, शेंगदाणे असं टाकून, ते. तर ते खूपच मला म्हणजे नाही का नंतर-नंतर त्याची चव कळायला लागली. अरे म्हणायचे अरे किती छान! आहे हे आणि मग म्हणजे माझ्यासाठी ते खूप म्हणजे एक मेजवानीच असायची आज्जीकडे जायला अन् त्यात नेमकं काय व्हायचं ना, ती सुरुवातीला तर चाळीत वगैरे राहायची तर आम्ही मित्र वगैरे सगळे असे गोल गप्पा करून असं नाही का वर्तुळ करून वगैरे त्याच्यात बसायचो छान वाटायचं ते आणि नंतर पुढं दुसरीकडं तेव्हा जिनी ते घर घेतलं तेव्हा पण तिथं कसं ना, ग्रामीण भागात असल्यामुळे लाईट वगैरे जायची तर अंधारात जेवण वगैरे करावं लागायचं पण मस्त वाटायचं गप्पा-टप्पा मारत.
हां, हां. हो, हो. अरे वाह! हम्म. मस्त, मस्त. हां, हां, हां, हां. अच्छा म्हणजे एकदम कॅन्डल लाइट डिनर सारखं एकदम? <chuckles>
<chuckles> हां ना आणि जर कधी लाईट असेल तर मग तिथं अ, अं, हे असायचं दूरदर्शनच्या मालिका वगैरे, त्यावेळेस तर तेच होतं ना म्हणजे, माझा जन्म तर असा 90ज च्या आधीच आहे. तर मग ते छान वाटायचं कधी एखादी मालिका असायची, मग आम्ही ते बघत वगैरे असं छान एकत्र जेवायचं. तर आजी चहाची चव मला म्हणजे जास्त नाही का आठवणीत घेऊन जाते, बऱ्याच वेळेला.
हो, हो. अच्छा. हम्म. म्हणजे भाकरी वगैरे कधी इथे पण खाल्ली, की तिकडे आजीची आठवण येत असेल मग तुम्हाला?
हो ना, हो ना. म्हणजे ज्या अ, तिचं काय असायचं ना, ती स्वतःचे मसाले पण स्वतः बनवायची ना आणि काही-काही मसाले तर असे दिसायला असे पिवळसर वगैरे दिसायचे, तर आपल्याला काय वाटतं, की लाल म्हणजे तिखट पण पिवळं म्हणजे काही असं वाटायचं, की एवढं कशाला तिखट असेल. पण ते खूप म्हणजे इतकं तिखट असायचं ना, की ती आम्हाला सांगायची, "हे घेऊ नका बरं का हे." आपण नाही का असं लहान मुलं असल्यावर चटणी, त्या भाकर चटणी भाकरी खातो, तर मग तसं ती सांगायची, की "हे घेऊ नका" किंवा आम्हाला कधी गेल्यावर ती लसणाची चटणी वगैरे अशी करून द्यायची. तर म्हणजे खूपच ती आज्जीची चव जी आहे ना, ती मला आजपर्यंत नाही भेटली कुठं म्हणजे अक्षरशः आता माझी आजी गेली. त्याला 10 वर्ष एक झाली, पण मग ती इतकी प्रेमळ आणि इतकी ही होती ना, तो या आज पण राहून, राहून तिची आठवण म्हणजे कधी ना कधी अशी येत असते, की का गेली असेल? कारण अ, खूपच म्हणजे त्यावेळेस विचित्र प्रसंग झाला. तर मग अ, आठवत असतं म्हणजे आणि ज्यावेळेला पण जेवण किंवा असं काही करतो, तर आठवण आल्याशिवाय राहत नाही किंवा काही पदार्थ ते बनवायची. जसं की
ओह! मस्त! अ, हां, हां, हां, हां. अरे बापरे! हळू, हळू. हां, हां. म्हणजे हां. हां, हां. हो. हां, हां. हो. साहजिकच आहे. म्हणजे एक तुमचं अ, ते काय म्हणतो ना, तो अ, चव तर आहेच पण तो प्रेमाचा वगैरे सोहळा तुम्ही जो सांगितलात, की मित्रांबरोबर आज्जीचं लाडा लाड वगैरे सगळं एकदम अ, ते सगळंच आठवत असेल एकदम अ, भरून येत असेल.
हो ना. हो, हो, हो. हो ना, हो ना. म्हणजे ती आहे ना, काय करायची माहिती आहे का, ती पण असं नव्हतं, की ती वर्किंग वुमन नव्हती. म्हणजे ती 1900 मला वाटतं, की अ, 70च्या पण आधीपासून ती वर्किंगमध्ये होती. म्हणजे ती अशी आपल्याला काय वाटतं ना, आजी म्हणजे एखादी ग्रामीण भागातली वगैरे, ते घरातलंच काम करतात.
हां, हां, हां, हां. हां. म्हणजे त्यापण कुठेतरी अ, जॉब वगैरे करत होते?
त्यांची ती अ, शिक्षिका होती. माझी आजी-आजोबा दोघंही शिक्षिका होती. त्यांना 4 मुलं होती. 4 मुलांना त्यांनी जॉब करत, करत वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या वगैरे व्हायच्या, त्यात सांभाळलं. आणि एवढंच नाही तर तिचं जे रिटायरमेंट व्हायची झाली ना, तर त्याच्या वेळेला, मी पण तिच्याकडं असायचो. म्हणजे अ, ती आम्हाला शाळेत वगैरे घेऊन जायची आणि तसं करूनपण आणि तिची शाळापण अशी असायची ना, सकाळी जी मराठी शाळा असते ना, सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत तशी असायची. त्याच्यात पण ती सगळं करायची, आम्हाला खायला घालायची. आम्हाला तिने वाढवलं. तर म्हणजे खूपच म्हणजे, ते एक व्यक्तिमत्त्वच आधीचे जे होते ना, ते वेगळे होते. कुठेतरी मला असं वाटतं.
अरे वाह! अच्छा. हो, हो. मस्त, मस्त. बरोबर. मग आज तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे आता ती आजींची चव तर आहेच, पण तुम्ही जसं म्हणालात, आईला वेळ नव्हता आणि नंतर बाबा करत होता. मग त्यानंतर मग अजून कुठली चव तुम्हाला आवडू लागली? म्हणजे आजींची तर आहेच, याच्या व्यतिरिक्तही अशी कुठली आठवण आहे का? कारण की तुम्ही म्हणालात ना, नंतर तुम्हाला असं वाटलं, की एकदम खावं खावंसं वाटलं, थांबूच नाही एवढं खाऊ वाटत होतं.
हां, हां, हां. हो, हो. हो, हो, हो. हं. हां. हां, हां. हं, हं. हां, हां, हां. आ, हां. अ, <chuckles> मग अ, अं, नाही मग कसं झालं ना, की मग म्हणून मला कुठेतरी एक लाईफ मध्ये कुठेतरी आपण म्हणतो ना, की इच्छा असते. तर माझी इच्छा होती की माझी जी अ, बायको असावी ना, तर तिने ना एक, बाकी नाही काही केलं ना तरी चालेल पण मला व्यवस्थित अ, जेवायला द्यावं 2 वेळचं. तर मग, मी म्हणून लग्नाच्या बाबतीमध्ये मी कुठलंच असं हे नव्हतं ठेवलं, की मला नाही का अं, शिकलेलीच बायको पाहिजे किंवा जॉब करणारी पाहिजे, म्हणजे मला तर तशी खूप स्थळं आली. पण मी म्हणजे नाही म्हणजे, मला ते ज योगायोग पण नव्हता म्हणा. पण म्हणजे ज्यावेळेला मला एक मुलगी आली ना, तर ती नेमकी आमच्याच गावातली आली. तिचं एज्युकेशन चालू होतं. म्हणजे आमच्या वयामध्ये पण एक 7-8 वर्षाचं अंतर होतं. पण मला कुठं तरी नाही का, त्यांच्या घरी मी गेलो ना, तर मी तिला ह्याच्यासाठी पसंत केली, की फक्त तिच्याकडं बघून म्हणून नाही, तर तिच्या घरच्यांचं जे आदरातिथ्य आहे. त्यांनी खूप छान प्रकारचे पोहे बनवले होते आणि जे प्रेमाने जे वाढले ना आणि तसं सुरुवातीला तर आपण गेल्यावरती चहा देतोच, पण जाताना पण त्यांनी म्हटले, की नाही, नाही आता परत कॉफी प्या. तर कुठेतरी आपुलकी दिसते. तर मग मला ते जरा जास्त हां.
तर मग अजून काय असं झालं की अच्छा. हो, हो. अंतर असेल, ओके. हां, हां. हां, हां, हां. <chuckles> तो आग्रहाचा, त्या आपुलकीचा हो, मग जुळलं असेल मग?
हं, म्हणून मग मला ते वाटतं हां, जुळलं आणि मला आज खरंच खूप आनंद वाटतो, की माझी बायको म्हणजे किती जरी हे असले ना, तरी ती 2 वेळचं मला इतकं छान जेवायला देते, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करती, भाकरी करती म्हणजे आणि म्हणजे मला कुठेतरी चांगलं वाटतं. खूपच आनंद मिळतो.
अच्छा, अच्छा. मग तुम्हाला आजींची आठवण येते का? म्हणजे आ त्यांच्या जेवणानी त्यांच्या जेवणानी कधी आजींची आठवण येते का? मग भरून काढलं का? म्हणजे ती काही वेगळीच आठवण आहे, ती काही कंपेअर नाही करता येणार पण थोडीफार तरी असं, अरे हा आज मला आजींची आठवण आली, असं बऱ्याच वेळेला होत असेल?
हां, म्हणजे कधी-कधी ज्यावेळेला ते हां, हां, हां. हो ना, हो ना. हो ना, हो ना. हां, कम्पेअर नाही करू शकत. हां, आठवतं ना. म्हणजे असे पदार्थ करायची आज्जी किंवा ती कधी-कधी वेगळ्या प्रकारचं काहीतरी करते. हटवलेली भाजी तर ती म्हणजे कुठेतरी आठवण येते ना, की अरे अच्छा हे मी लहानपणी खाल्लं होतं बरं का. जसं की आता चकुल्या तर चकुल्या हा एक पदार्थ असतो, की त्याच्यामध्ये काय करतात ना, की वरी वरणाला फोडणी वगैरे देतात आणि मग त्याच्यामध्ये चपाती आपण जे क कणिक मळतो ना पोळीचं तर त्याला असं डायमंड शेपमध्ये वगैरे कट करून ते त्याच्यामध्ये सोडतात. तर मग ते चकुल्या मग अ, ती आज्जी करायची ना तर ती खूप मला आवडायची त्यावेळेला. त्याच्यामध्ये आम्ही असं तूप टाकून वगैरे असं असा आवाज वगैरे करून खायचं. तर तसं अ, माझी <chuckles> मग तसं आम्ही आता, ब बायको करते तर माझा मुलगा पण त्यालाही खूप आवडतात तर म्हणजे आठवण येते कुठेतरी त्यावेळेला आणि जे म्हणजे आता कसं आहे नाही का तर
हं, हं, हं. हो, हो. हो, हो. अं, यम, यम <chuckles> मस्त. <laughs> अच्छा. हं, हं, आता तुम्ही ज्या आठवणी शेअर केल्यात एकंदरीत सगळ्या चांगल्या होत्या. मग कुठे असं अशी कुठली आठवण होती का? जी खाल्लं आणि कुठेतरी अ, वाईट एखादी आठवण आली अशी काही बहुतेक
हां, हां. आणखीन एक आठवण सांगू शकतो, काय झालं ना, की मला लहानपणी ना, अ, म्हणजे ठराविक कसं मुलांना ठराविक भाज्या आवडतात, ठराविक नाही आवडतं. मला कांद्याची पात खूप आवडायची. तर कांद्याची पात खाल्ली ना, की मला छान वाटायचं एकदा मी असं डब्याला कांद्याची पात आणि भाकरी वगैरे घेऊन गेलो आणि मग मी 8वीला ला असेल त्यावेळेला तर ती खाल्ली मी म्हणजे आवडत असल्यामुळं भरपूर खाल्ली. पण ती खाल्ली की मला अशी नाही का खूप उलटी झाली भडभडून आणि मग त्याच्यानंतर ते म्हणजे असं नाही की आवडून पण आवडीची भाजी असून पण मला ती कुठेतरी एक उम्म, सबकॉन्शस माइंड मध्ये असेल. तर ती
हां, हां. अच्छा. ओ! म्हणजे काय अ‍ॅलर्जी वगैरे होती का? का मग एक ती आठवण घुसली डोक्यामध्ये असं? बसली असं. म्हणजे खरोखरच काही अ‍ॅलर्जी होती का आठवणीमुळे?
काय झालं ना, की <chuckles> नाही, नाही, नाही, नाही. पण मग तिथे एकदा झाली उलटी तर माझ्या डोक्यात कुठेतरी गेलं, की हे खाल्ल्यामुळं झाली म्हणून मी टाळायचोच आणि मग परत लग्न वगैरे जमलं मग लोकं बोलत आहेत ना, आपल्याला केळवण वगैरे करायला. तर एका ठिकाणी बोलावलं होत, अशी भाजी केली होती तर मी म्हणलं चला ठीक आहे इतके वर्ष मी खाल्ली नव्हती तर खाऊयात, खाल्ली त्याच्यानंतर परत मला कुठेतरी एकदा परत थोडंसं असं उलटी वगैरे झाल्यासारखं झालं थोडी झाली आणि मग माझं ते डोक्यात बसलं त्याच्यामुळं मला ती आवडती भाजी, पण मी ती खात नाही कारण मग कुठेतरी नकारात ते डोक्यात बसली.
हां. हां, हां. अच्छा, हं. हो, हं. अ, खूप खूप छान वाटलं. म्हणजे तुम्ही तुमच्या एवढ्या आजींची आठवण तुम्ही तुमच्या बायकोंचं अ, जे बनवणं आहे प्रेमाने वगैरे ह्या सगळ्यात छान-छान गोष्टी सांगितल्यात. तुमचं अ, अन्न हे तुम्हाला कुठल्या दुनियेमध्ये घेऊन जातं हे माझ्याशी तुम्ही शेअर केल्याबद्दल खूप-खूप आभार.
हो, हो. मलादेखील खूप छान वाटलं जुन्या आठवणींना उजाळा देऊन आणि मला त्या ठिकाणी म्हणजे आजीचा चेहरा दिसला आणि त्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या. तर ते सगळं मला खरंच म्हणजे म्हणतो ना, एक अ, जुन्या फ्लॅशबॅक मध्ये गेल्यासारखं वाटलं. तर तुमचे देखील खरंच खूप आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद.